या डिजिटल युगात मैत्री अशी दीर्घकाळ जर टिकवायची असेल, तर काय करावं असं तुम्हाला वाटतं?
अवघड आहे खूपचं. कारण इतके ऑप्शन्स झालेत ना, म्हणजे शाळेतले मित्र तर आहेतच एक 10-15 अजूनही संपर्कात. पण आता ऑनलाईन इतके मित्र झालेत की तेही जास्त तितकेच जवळचे वाटतात कदाचित, असतील की नाही हा दुसरा प्रश्न आहे. पण अ, बघा ना इतके सगळे मित्र आहेत, त्यांच्याबरोबर इतकं काही शेअर केलं आहे, ऑनलाईन अ, मेसेजमध्ये किंवा WhatsAppवरून Instagramच्या डीएम्समध्ये की असं वाटतं तेही जवळचेच आहेत. तर अ, दीर्घकाळ मैत्री कशी टिकवायची आणि नेमकी कोणाबरोबर टिकवायची? हे जरा असं अ, विचारपूर्वकच करावं लागतं बहुतेक.
हां, हां. हां, हां. हां, हां. मग अ, असं तुम्ही काय करतात, म्हणजे अ, जर विचारपूर्वकच करायचं आहे, तर मग जी टिकलेली जी मैत्री आहे अ, ती कशी आणि मग डिजिटल मध्ये मग तुम्ही काय करतात नेमकं?
मी ज्यांच्या कोणाच्याही संपर्कात आहे ना, त्यांच्या अ, त्यांच्या स्वभावात खोल जाण्याचा प्रयत्न करतो एक तर, आणि मी हे बघतो की ही फक्त वरवरची मैत्री आहे. का खरंच आम्ही एकमेकांसाठी महत्त्वाचे आहोत? आणि जर असा एखादा कोणी सापडला जो महत्त्वाचा आहे माझ्यासाठी आणि मीही त्याच्यासाठी जर महत्त्वाचा असेन, तर मी प्रयत्न करतो दोन गोष्टींचा. एक तर अ, त्याच्या आयुष्यात आठवड्यातून एकदा तरी चेक इन करायचं, म्हणजे <chuckles> त्याला त्याचा संपर्क करायचा, त्याच्याशी कॉल वर बोलायचं, एक व्हिडिओ कॉल करायचा जमलं तर आणि त्याहून पुढची पायरी किंवा स्टेप म्हणजे प्रत्यक्षात भेटण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे ऑनलाइन मित्र तो अगदी ऑनलाइनच सापडला असेल तरी त्याला ऑफलाईन कसं आणता येईल, हे बघण्याचा मी प्रयत्न करतो.
हां. बरं, हं. हं, हं. हां, हां. अच्छा. हां, हां. हां, हां. मग अ, असं काही दे देणार का तुम्ही उदाहरण? की म्हणजे तुम्ही असं काही केलेलं आहे आणि तशी मैत्री ही अ, अजूनही अशी चांगली टिकलेली आहे. म्हणजे कसं आहे बघा अ, डिजिटलमध्ये मैत्री केलेली अ, टिकणं तर अ, असं दूरची गोष्ट असते, पण ती व्यवस्थितपण आहे की नाहीये याच्यात नेहमीच संभ्रम असतो. तर अ, अ, सांगाल का असं काही?
हो. हो, नक्कीच. हो, नक्कीच. म्हणजे अ, टिकणंही अवघड आणि ती लोकंही कशी आहेत, हे आपल्याला फोटो बघून किंवा त्यांचे पोस्ट बघून कळणं अशक्यच असतं तसं बघितलं तर. तर अ, अर्थात उदाहरण आहे माझ्याकडे. अ, काही वर्षांपूर्वी मी एका ग्रुपला ऑनलाईन, म्हणजे व्हिडिओ कॉलद्वारे एक छोटासा डान्स शिकवला होता, म्हणजे त्याची कोरिओग्राफी केली होती. तर अ, त्यानंतर बरेच जण माझ्या संपर्कात आले. आम्ही आम्ही अर्थातच एक WhatsApp ग्रुपच बनवला होता. जिथेही मी थोडे-थोडे असे स्टेप्स त्यांना पाठवत राहायचो. आणि हे सगळे ऑनलाईन भेटलेली मंडळी होती मला. म्हणजे A टू Z लोकं, तो कोऑर्डिनेटरपण, आणि ती 4-5 अ, मुलं-मुलीपण ऑनलाईनच भेटले होते सगळे. तर आमचा ग्रुप झाला आणि मग त्यांनी तो डान्स केला, बहुतेक काहीतरी छान झाला वगैरे आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं, की आपण प्रत्यक्षात ह्या आपल्या कोरिओग्राफरला भेटू. आणि मग त्यांनी अ, प्लॅन केला ते म्हणाले, की ह्या-ह्या ठिकाणी तुम्ही या. आणि आम्ही एक छोटासा केक कापू. हे अ, सेलिब्रेट करण्यासाठी हा छोटासा उत्सव की तो डान्स छान झाला आमचा. तर आम्ही भेटलो त्यानंतर आणि तेव्हा मी एकदम शॉक झालो. हे बघून की ही लोकं खरंच फक्त कामापुरती नव्हती, अ, नंतरही भेटतायेत आणि काम झाल्यानंतरही त्यांना भेटण्याची उत्सुकता आहे. आणि कुठेतरी एक कृतज्ञता आहे की ह्यांनी ऑनलाईन आपल्याला शिकवलं. मी अर्थात पैसे घेऊन शिकवलं होतं. पण तरी त्यांच्या आतमध्ये तो एक प्रेम किंवा आदरचा भाव बघून मला एकदम भरून आलं. आणि छान वाटलं, की भेटले आणि अजूनही त्यातली 2-3 लोकं अगदी अ, रेग्युलरली संपर्कात असतात, आणि फ्रेंड्सच झालेत असं म्हणता येईल.
हां, हां. अच्छा. हां, हां. हं. हां, हां. हां हां. ओ! अच्छा. हां, हां. हां. हो, हो. अरे वाह! हां, हां. अरे वाह! छानच म्हणजे अ, म्हणजे अ, होऊ शकतं असं. कारण बघा ना, जर अनुभव येतो तर ह्या गोष्टी शक्य असतात. कारण आजकाल असं जे झालेलं आहे ना, डिजिटल युगात तर सगळ्यांच्या जास्त कंप्लेंटच असतात की हे काय सगळं फेक असतं, काही चांगलं नसतं किंवा त्याच्यातून असे अ, त्रासदायक किंवा वाईटच अनुभव येतात म्हणजे. तर छान आहे, म्हणजे तुम्ही छान अनुभव सांगितला तुमचा. तर मग असं तुम्ही काही सांगाल का की रोजच्या ज्या छोट्या-छोट्या आपण अशा काही अ, सवयी केल्यात की त्याच्याने अशी मैत्री टिकवायला खूप उपयुक्त ठरतं?
हो. हं. हो. <chuckles> हो, हो. मी करतो ने नेमकं पाळतो मी त्या गोष्टी. खास करून जी माझी आवडती लोकं आहेत ना, त्यांच्याबरोबर मी ह्या गोष्टी करतो. म्हणजे त्यांना एक रोज गुड मॉर्निंगचं स्टिकर पाठवणं किंवा आजकाल बघा WhatsAppवरती आपण फक्त 1 इमोजी पाठवला, तर तो असा छोटा नाही, पण मोठा होऊन जातो, त्याचा साइज थोडा मोठा झालाय आता. 1 पाठवला तर तर तेच गुड मॉर्निंगचं आपण पाठवलं ना, तर सूर्यास्ताचं अ, स सूर्योदयाचा फोटो सूर्यास्ताचाही नाईट असताना वगैरे, तर छान दिसतो तो असा स्टिकर सारखंच दिसतं ते. तर इतक्या छोट्या-छोट्या गोष्टी जरी केल्या ना, तरी समोरच्याला असं वाटतं की रिप्लाय करो ना करो, पण ह्या व्यक्तीला आपल्यामध्ये इंटरेस्ट आहे, आणि ह्याला आपला मित्र बनून राहायचं आहे. कारण माझ्यातली मुळात एक अ, वाईट गुण असं म्हणता येईल की मला टचमध्येच राहता येत नाही लोकांच्या अजिबात. म्हणजे माझ्यात ते नाहीच आहे, मला हाय हेलो जमतच नाही, चॅटिंग जमतच नाही, पण मी या वर्षीपासून किंवा मागच्या वर्षापासून हे ठरवलंय की नाही आपणही स्वतःहून कष्ट घ्यायचे थोडे, आणि काही जास्त कष्ट नाही लागत, एक ब्रॉडकास्ट जरी बनवलं गुड मॉर्निंगचं तरी लोकं खुश होतात आणि मग ते रिप्लाय करतात, विचारपूस करतात आपली आणि आपल्यालाही छान वाटतं, त्यामुळे हे मी नक्कीच करतो.
हां, हां. हां, हां, हो, हो. बरोबर. हं, हं. हां, हां. हं, हं. हो. हां, हां. अरे वाह! हां. म्हणजे अ, छोटे-छोटे आपण ज्या अ, आपण समोरच्याला फील करून देतो, की अ, आपल्याला पण तेवढं वाटतं त्या मैत्रीबद्दल.
हो. आणि गिव्हिंग इज गेटिंगना. शेवटी आपण केलं की आपल्याला ते प्रेम परत मिळतं. आणि एखाद्याच्या वाढदिवसाला मी त्याला शुभेच्छा पाठवतो, कॉल करून पाठवतो किंवा एक व्हिडिओ बनवतो छोटासा. आणि तो त्याला पाठवतो. मग त्यांनाही स्पेशल वाटतं आणि मग आपल्याही वाढदिवसाला ते तेच करतात. म्हणजे ह्यामागे कुठेतरी एक गोडसा स्वार्थ आहे असंही मी म्हणेन. <chuckles>
दे अ, हो, हो. मिळतं. हां, हां. अ, हो. नक्कीच. <chuckles> तर नक्कीच. मग अ, आता समजा ही जी पिढी आहे ना, जसं समजा पिढी बदलत राहतात अ, तरुण लोकांच्या. मग तशा अपेक्षाही बदलतात, की हे सगळं कसं अ, टिकवण्यासाठी. तर त्यांच्यासाठी तुम्ही काही सोपे टिप्स सांगाल का?
हो. हो, हो. माझ्याच बाबतीत म्हणजे आता माझी जी एकदम शाळेतली मित्र अ, आहेत. अजूनही संपर्कात आहेत किंवा ऑफिसच्या वेळेसची काही लोकं संपर्कात आहेत. तर आम्ही आधी तर एकत्रच काम करायचो. एकत्रच रोज भेटायचो. पण जसं-जसं माझंही थोडं बिझी होत गेलं, त्यांचंही आयुष्य बिझी झालं, ते आता इंडियाच्या बाहेर पण गेले. तर मग रोज-रोज संपर्कात राहणंही शक्य होत नाही. एक जण यू-एसला आहे, एक जण यु-केला आहे. तर 6 महिन्यांनी एकदा आम्ही एकमेकांना मेसेज करतो कधी-कधी. आणि अपेक्षाही तश्याच बदलल्या आहेत. म्हणजे ती मैत्री तेवढीच खोल आहे किंवा त्यात ते गांभीर्य आहे. पण अ, अपेक्षा अशा मॅच्युअर झाल्या की फार असं वाटत नाही की ह्यानी रोजच विश करावं, रोजच हे करावं. वाढदिवसाच्या दिवशी जरी शुभेच्छा पाठवल्या तरी हे कळतं की नाही, ह्याच्या लक्षात आहे. किंवा ह्यानी मेसेज केला आपल्याला. लक्षात असलं-नसलं तरी कधीतरी मी लक्षात आणून देतो की "हाय, आज माझा बर्थडे आहे, बरं का, मला विश कर." तर अ, नुसतंच बसून म्हणजे नुसतं बसून अपेक्षा करून त्या भंग झाल्यावर दुःखी होण्यापेक्षा, जर आपले ते मित्र बनले असतील आणि त्यांना अजून जवळ आणायचं असेल तर, अशा गोड छानश्या गोष्टी नक्कीच अ, करू शकतो आणि मी करतो.
हं, हं. हं, हं. हं, हं. हो. अरे बापरे! हां. हां. हां हां. हां, बरोबर. ओ, हो! असंही करतात. हां हां. छानच! अरे वाह! म्हणजे असं करत नाही कोणी असं युजुअली, की अ, वाटच बघत बसतात, म्हणजे अपेक्षा असतात. अ, कमीत-कमी आपला जेव्हा वाढदिवस असेल तेव्हा तर आपण असं म्हणतोच, की हो याने केला पाहिजे किंवा हिने केला पाहिजे. सहसा असं कोणी सांगत नाही, की माझा आज वाढदिवस आहे वगैरे पण अ, छान बोललात तुम्ही की अ, कधी-कधी आपण स्वतःही सांगितलं तरी असं काही अ, फरक नाही पडत म्हणजे त्या गोष्टीने. अ, केलं पाहिजे म्हणजे. आपलं तेवढाच कॉनटॅक्ट व्यवस्थित राहतो.
हो. <chuckles> हां. हो, म्हणजे एक आपण थोडी अ, स ती मैत्री तेवढी गोड असेल किंवा तेवढी अ, सीरियस असेल तर म म्हणजे मी तरी करतो गंमत म्हणून.
नक्कीच. हां, हां, बरोबर आहे. तर मग बघा ना, हे तरुण लोकांच्या ह्याचं झालं. काही-काही आता अ, वय होतं, म्हणजे मोठ्या वयाची जी लोकं असतात. अ, कसं आहे वय तर कोणतही असो आपल्याला मैत्री ही लागतेच म्हणजे, ती गरजेची असते आयुष्यात. मग या मोठ्या वयाच्या लोकांसाठी तुम्ही काही सांगाल का?
हो. अ, अं, मला तेच वाटतं की जरी अ, ती मैत्री खोल असेल ना आणि त्यात एक बॉन्ड निर्माण झालेला असेल, तर अ अपेक्षा तशा कमी झालेल्या असतात. मग व्हॉट्सॲपचं एखादं फॉरवर्ड जरी केलं ना तरी हा संपर्कात आहे व्यक्ती. हे जरी समो समोरच्याला कळलं तरी त्यांना खूप छान वाटतं आणि तेच मी माझ्या आईच्या बाबतीतही बघतो. आता ती तिच्या अ, म्हणजे 67 वर्षाची आहे आणि तिला अ, तिच्या मैत्रिणी इतक्या आहेत व्हॉट्सॲपवर, पण काही फार अगदी महत्त्वाचं चॅटिंगही करत नसतील त्या. काहीतरी फॉरवर्ड करतात एकमेकांना एक चित्र येतं, मग ती चित्र पुढे पाठवते वगैरे. तर अशा गमती-जमतीच्या गोष्टी जास्त चालू असतात ऑनलाईन म्हटलं तर. म्हणजे डिजिटल अ, जे काही संभाषण चालू असतं त्यांचं. त्यात काही गांभीर्य नसतं. एखादा छानसा कुकिंगचा व्हिडिओ पाठवला जातो किंवा आता मी पण अ, जे काही पाठवतो, मी काही तरुण कॅटेगरीमध्ये नाही आहे. पण तरी मी अशा काहीतरी गंमतीशीर फनी व्हिडिओ. एखादं मीम, जे मला असं वाटतं की या मित्राला आवडू शकेल किंवा आम्ही तशा प्रकारचा जोक 20 वर्षांपूर्वी मारला होता. तर अ, कुठेतरी ते त्याला रिलेटेबल वाटावं म्हणून मी असं फॉरवर्ड करून टाकतो. म्हणजे डिजिटल युगात एखादी मैत्री प्रत्यक्षातून जर डिजिटलमध्ये झाली असेल रूपांतरित तर मग आपण नक्कीच अशा प्रकारे टिकवू शकतो. पण फक्त जर डिजिटल मित्र असेल तर त्यात थोडासा अ, एक जास्त आपण काहीतरी फॉरवर्ड करू नाही, कुठेतरी मी म्हणतो की उथळपणा पण असू शकतो तशा मैत्रीत. जी फक्त डिजिटल आहे आणि तो गमतीचा भाग आहे मग मला असं वाटतं की मज्जाच असते ती पण.
हां. हां, हां. हां, हां. हां. हां, हां. हं, हं, हं. अ, हो, हो. <chuckles> हां. हां, हां. हं, हां. हां, हां, हं. अरे वाह! हो, हो, हं, हं, हं. <chuckles> नक्कीच. बरोबर आहे ते. शेवटी ती मैत्री असते ना आपली आणि तेवढी अ, ती दृढ असेल अशी हे झालं जुनी असेल तर ते तो एक मजेचाच भाग असतो. मग अ, बघा ना की कधी-कधी अ, मैत्रीमध्ये अ, आपण म्हणतो ना ड्रिफ्ट होतं. असं जरा दूर होत चाललेल असतं आणि असं वाटतही असतं. मग पुन्हा कनेक्ट होण्यासाठी काय करायचं? कारण आपल्याला असं वाटतं त्याने करावं, अ, कदाचित त्याला वाटत असेल ह्याने करावं, पण मग असं ते दूर-दूरच होत जातं. तर अ, काय वाटतं तुम्हाला की काय केलं पाहिजे, म्हणजे पुन्हा सुरुवात करायची असेल तर?
हो. हो. हो. <chuckles> अ, मी तरी स्वतःहून करतो संपर्क समोरच्याला. म्हणजे मी कधीच अपेक्षा करत बसत नाही. असं होतं कधी-कधी की अ, तो काहीतरी शेवटच्या व्हिडिओ कॉलमध्ये जरा काहीतरी चुकीचं बोलला असेल किंवा एखादं वाक्य मला आवडलं नसेल, मित्र असूनही, तरी मनात साहजिकपणे येतं, की नको मी कशाला कॉल करू आता त्याला, म्हणजे त्याच्या वाढदिवसाला मी का विश करू? पण मला असं वाटतं की त्यालाच तर अ, मग एक मैत्री म्हणतात आणि मग आपण अ, जरी ड्रिफ्ट होत गेलो आणि प्रयत्न आपल्या बाजूने नाही केले तर अ, हे ही समजलं पाहिजे, की आता ही डिजिटल सक्षम दुनिया किती जास्त वाढली आहे. त्यामुळे अ, त्यांना इतर मित्र मिळू शकतील आणि आपण कदाचित एकटे पडू. तर मुळात प्रत्येकाने जर असा विचार केला, की जुने मित्र जे असतात ते सोन्यासारखे असतात आणि आपण आपल्या बाजूने त्यांच्या संपर्कात रहावं अ, किंवा किमान त्यांच्या वाढदिवसाला किंवा महत्त्वाचे सण येतात, दिवाळी येते, अ, न्यू इयर येतो तेव्हा एक विश करायची संधी सोडली नाही पाहिजे. जेणेकरून, प्रत्येक माणूस बदलत असतो नाही का. जरी ड्रिफ्ट झालो आपण अ, गैरसमजांमुळे ड्रि ड्रिफ्ट झालो किंवा जरी अ, संपर्कातच नाही, म्हणून नैसर्गिकरित्या ड्रिफ्ट झालो किंवा तो बिझी मी बिझी म्हणून ड्रिफ्ट झालो. तरी प्रयत्न जर मी केले माझ्या बाजूने तर फायदा मलाच होतो त्याचा हे मी बघितलंय. त्यामुळे म्हणजे एकदम जुने मित्र वर्षातून एकदा कदाचित मेसेज करू आम्ही, पण मग तो एक बॉन्ड तसाच राहतो मला वाटतं. तो कधीच असा अ, वीक होत नाही.
हां, हां. हां, हां. हां, हां. हं, हं. बरोबर. हो ना. हां, हां. हो, हो. वेळेच्या हां, हां. हो, हो. हं, हं. नक्की. हां, हां. हां, हां, म्हणजे आपण स्वतःहून असे इनिशिएटिव घेतले पाहिजे. वाट न बघता, अपेक्षा न ठेवता किंवा ॲटिट्यूड न ठेवता.
अगदी. नक्कीच त्याला म ॲटिट्यूड असलं तर मैत्री कसली? असं मला वाटतं.
<chuckles> बरोबरच आहे. खरंच छान सांगितलं तुम्ही. अगदी ह्या डिजिटल युगामध्ये खरंच अ, काही ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. अ, ज्या आपण म्हणजे अ, पाळल्या पाहिजे किंवा आपण त्या केल्या पाहिजे, जेणेकरून मैत्री नक्कीच दीर्घकाळ टिकेल. अ, छान वाटलं तुमच्याशी ह्या विषयावर बोलून. नक्कीच पुन्हा बोलूया. धन्यवाद.
हो. धन्यवाद. मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.